हो नक्कीच ना, म्हणजे माझ्या माझ्या जीवनामध्ये ना माझ्या आणि माझ्या यशामध्ये सर्वात मोठा हात जर असेल तो माझ्या आई-वडिलांचा आहे. कारण की काय होतं की माझे वडील हे अगदी म्हणजे लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड आमचा परिवार आहे. काही एवढा जास्त पैसा नव्हता. काही नव्हतं, अ, आणि त्यातल्या त्यात शिक्षण म्हटलं म्हणजे कॉस्टली झालेलं होतं.
हो. सांगा ना. अ, हां. हं. वाह! किती छान. हां. बरं. हो. हो. हो ना, अगदीच. हो. हो ना.
बरोबर. आजच्या टाईमाला. मग वडिलांनी त्या परिस्थितीमध्ये दिवसरात्र अहो मेहनत करून करून पै-पै पैसा जोडून-जोडून मला शिकवलं. माझ्या शाळेची फी भरायची आहे. मला चांगल्या इंग्लिश मीडियम शाळेत शिकवलंय. माझ्या वडिलांनी अगदी ज्युनियर केजी तर माझी 12वी झाली, तोपर्यंत मी इंग्लिश मीडियम शाळेत शिकलेलो आहे आणि त्यानंतरही माझ्या वडिलांनी म्हणजे अशी मेहनत केली, त्यांनी पै-पै जोडून म्हणजे ती साधारणतः ₹30,000 - ₹35,000 फी असायची इंजिनि अब इंग्लिश मीडियम स्कूलची. तर ती माझे वडील हो, तर ती माझे वडील पे करायचे. म्हणजे मेहनत करून-करून केलेलं आहे त्यांनी हे सगळं. आणि मग त्यांची माझ्यावरती एकच अपेक्षा की आपली परिस्थिती आपला मुलगा बदलेल. आणि हे बोलताना मी फारच अ, वेळेस ऐकलेलं आहे माझ्या वडिलांना की नाही-नाही अ, माझी परिस्थिती आहे ना माझा मुलगाच बदलेल. म्हणून मी मेहनत करतोय आणि मला विश्वास आहे की तो एक-एक दिवस चांगलं करेल काहीतरी. मग ते एक फॅक्टर ठरलं माझ्या यशासाठी की आणि ते मला अभ्यास करायला प्रेरित करायचं की आपल्याला तेव्हा तेवढंच होतं ना, की आपण आपले वडील एवढे आपल्यासाठी करताय आणि त्यांना आपल्यावर विश्वास आहे. आपण जो रिझल्ट द्यायचा तो चांगला द्यायचा यांना. मग त्याच्याने माझे वडील खुश असायचे.
हो. हो. हं. अरे वाह! हं, हं. ते छान, हं. हां, हं. हो. हो ना, खूपच जास्त झाली हो ही. हो. हं. कोण? हं, हं, हं. वाह! हं. <chuckles> बरं. हो. वाह, वाह! छान. खूपच छान. हां. हं. हो ना, हो, हो. वाह! हो ना. हो. वाह, वाह! हां. वाह! सुंदर. हं. म्हणजे अ, वडील तुमचं जे कौतुक करायचे. चार लोकांमध्ये तुमच्याबद्दल एवढं अ, आत्मविश्वासानं ते सांगायचे. हे हे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणारं ठरलं. मग हे सगळ्या हे सगळे जेव्हा अपेक्षा तुमच्याकडे होत्या, सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे होते. त्यावेळेला तुम्हाला असं कधी मानसिक तणाव आलाय किंवा अ, स काही अशा अडचणी आल्या का? काही सांगाल का मला याच्याबद्दल?
हं. हं. हो, नक्कीच. हं.

अच्छा तेव्हा कळालं का तुम्हाला? बरं. हां. हां.
म्हटलं मग आपण. हो. तेव्हा कळलं मला की शिक्षण करायला लोन भेटतं. मग मी आणि असं भेटलं म्हणजे मला तर आनंदच झाला की म्हटलं चला पैशांचा प्रश्न तर सुटला की आता वडिलांनाही गरज नाही माझ्यासाठी जास्तच पैसा गोळा करण्याची. मग मी बँकेत गेलो बँकेतनं मग मी सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि त्यांनी सांगितलं की "तुझं ऍडमिशन झालेलं असेल तर तू तिथून बो तुझे ते डॉक्युमेंट्स घेऊन ये आम्ही तुझी प्रोसेसिंग करतो." मग त्यांनी मी सगळे डॉक्युमेंट्स गोळा केले त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी काय केलं की त्यांनी पूर्ण प्रोसेसिंग केली आणि मला पहिला डिस्बर्समेंट दिला त्यांनी फी माझं लोन सँक्शन झालं आणि फीच डिस्बर्समेंट आलं आणि त्या दिवसापासनं मला काही गरज नाही पडली. मी फक्त शिक्षणावरती फोकस करत होतो. कारण की त्या लोनचं एक कन्स्टंट होतं की प्रत्येक वर्षी आपल्याला ऑल क्लिअर निघायचं आहे. त्यानंतरच तुमचं अ, दु दुसऱ्या वर्षाचं फी मिळणार. असं त्यांचं कन्सिडर आहे आणि त्या त्या जोमानी आणि त्या अटी शर्ती मुळे मी चांगल्याच पद्धतीने अभ्यास करायला लागलो. पास व्हायला लागलो आणि जेव्हा मला आठवतं की जेव्हा माझा लास्ट इयर होता आणि लास्ट यिअरच्या पहिल्या सेमेस्टरला आमच्या कॉलेजला कंपनी यायला सुरुवात झाली. मी आणि पहिल्या सेमला काय असतं ना की मोठं-मोठं पॅकेज घेऊन कंपनी आल्या असतात. आणि तेव्हा पण काय असतं की पोरं प्रिपेअर नसतात इंटरव्ह्यू देण्यासाठी. मग मी त्याचा फायदा ती संधीचा फायदा घेतला की म्हंटलं आता जास्त पोरं तयारीने घाबरतायेत आणि म्हंटलं आपण भरायला पाहिजे फॉर्म. मग मी फॉर्म भरला प्लेसमेंटला बसलो आणि तुम्हाला सांगतो की माझं प्लेसमेंट झालं. एक एका चांगल्या पॅकेजवर.
बरं, बरं. हां, हां. बरोबर. हो, हो ना. हो, हो. हां. हां. अच्छा. हां. हां. बरं. हां, हां, हां, हां. बरं. हां. वाह! वाह! छान. किती छान! हां. वाह! वाह! वाह! छान. बरोबर हो ना. सगळे पैसे मिळणार हां, हां. बरोबर. हां. वा! छान. हां. हां. हां. हो ना. हो, हो, हो. वाह किती छान! हो ना. हो वाह! वाह! वाह! हां. हं. हां म्हणजे योग्य संधीचा तुम्ही अ, बरोबर फायदा करून घेतलात आणि जेव्हा इतर सगळे लोकं तयारीत नव्हते तेव्हा तुम्ही तुमची पूर्ण तयारी केली आणि अ, तो जो इंटर्नशिपचा संधी होती ती तुम्ही अगदी खेचून आणली तुमच्या पर्यंत. खरंच खूप छान आणि अ, खूपच अशी प्रेरित करणारी गोष्ट आहे. पुढे काय झालं त्याच्यामध्ये?
हो. हं. हो नक्कीच.